हां, बघा एखाद्याने जर विश्वास तोडला ना तर त्याला त्याची जाणीव करून नका देऊ. काय होतं माहिती आहे का आपण जर त्यांना जाणीव करून दिली तर ते काय होतात, म्हणजे नाही का त्यांना पण कळतं आता समोर ज्याला कळून चुकलंय नाही का आपण चुकी केली हे-ते. हां, तर त्यावेळेस त्यांना कळच देऊ नका, फक्त मनात ठेवा आणि पुढच्या वेळेस म्हणजे त्यांच्यावर विश्वास ठेवू नका फक्त त्यांना आणि विश्वासात पण घेऊ नका. आपली जी विश्वासू माणसं आहेत ना त्यांची निवड करतांना, खूप साऱ्या गोष्टी म्हणजे मी जसं बोललो की प्रत्येकाची एक परीक्षा घ्या. त्यानंतर मी काय केलं माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये तुम्हाला आता गंमत म्हणून सांगतो. एक अ, 100 ते 150 नाही का कॉल बुकमध्ये हे असतील नंबर माझ्या. त्यातले फॅमिलीचे सोडून आणि खूप सारे जे असे वयस्कर लोक आहेत ते सोडून, जेवढे मित्र आहे जवळचे म्हणजे ज्यांना मी विश्वासू मानतो. तर मी प्रत्येकाला कॉल केला आणि त्यांच्याकडे ₹500ची मागणी केली. त्याच्यानंतर बघा, जेव्हा मला हा अनुभव घडला ना, त्यानंतर तर त्यातल्या 50 ते 60 जण त्यातले असे होते की ज्यांनी मला ताबडतोब पैसे पाठवले, म्हणजे कमीत कमी बघा ₹25000- ₹30000 माझ्याकडं एका दिवसामध्ये आले होते.
बरोबर. अरे वाह! हं. सांगा ना? नंबर सेव असते. हं. ओके. हं, हं. अरे वाह! हं.
हो. आणि त्यातले बरेचशे असे होते की त्यातले म्हणजे 30% पकडा की त्यांनी दुसऱ्या दिवशी पाठवले. त्यांचा प्रॉब्लेम असू शकतो आणि नाही का की आता पैसे नाही हो, बरोबर आहे तर त्यांनी पण पाठवले म्हणजे ते पण आणि ज्यांनी नंतर फोन नाही उचलले तर ते लोकं समजा हे धोकेबाज आहे, असं मी त्याचं हे ठरवलं.
बरोबर, असं असू शकतं कोणाला. हां. <chuckles> म्हणजे तुम्ही एक अझम्प्शन अ, म्हणजे आखलत अ, की तुमच्या मते की कोण-कोण मदत करू शकतो किंवा एक अशी परीक्षा तुम्ही घेतली असं काहीसं झालं?
बिलकुल. बिलकुल आणि ही बघा परीक्षा घेणं काळाची गरज आहे. अन् त्यात असं मला कळलं, की आणि तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो ज्यांनी कॉल नाही उचलले, ज्यांनी म्हणजे रिप्लाय नाही दिला अन् ज्यांनी विचारपूस केली आणि म्हणे तुला का टिंगल टवाळी केली नाही का? "अरे, म्हणे ₹500 आलं का तुझं?" आणि ते सगळे विश्वासात होते माझ्या.
हां. <chuckles> हं. बापरे! असं असतं म्हणजे कधीही म्हणतात ना आयुष्य आपल्याला कधीही कोणताही अनुभव देतं, तर असं काही तुमच्यासोबत झालं असं काही म्हणायला हरकत नाही.
हो, त्यांच्यावर. बिलकुल, बिलकुल आणि त्यातला एक मित्र माहिती आहे का मला काय म्हणला माहिती आहे का? अ, म्हणजे त्यांनी एक गोष्ट सांगितली. "अरे बापरे!" म्हणे "तुला ₹500ची गरज पडते. तू काय वाईट वळणाला तर नाही लागला? वाईट व्यसनाला पण नाही लागला ना? तुला एवढे पैसे लागले." मी म्हणलं "अरे बाबा असं नाही मला लागत होते. तू पाठवतो का नाही ते सांग." आधी बोललं "हां, नंबर पाठव." नंतर मला खोटं बोलतोय नाही का म्हणजे नेट बंद करून पाठवतोय. हां.
काय म्हणाला? <chuckles> बापरे! बापरे! <chuckles> हो, नेट बंद. हां, असं करतात लोक हां, म्हणजे आपण पैसे कोणाला सांगितलेत, की अरे नाही यूपीआय चालत नाहीये, माझं नेटवर्क प्रॉब्लेम, म्हणजे हे जनरली मी खूपदा ऐकलंय आणि असं झालंय पण. आपल्याला माहिती असतं, की असं काहीच नसतं, म्हणजे असलं तरी ते थोडंसं क्षणिक असतं 1-2 मिनिटापुरतं म्हणा किंवा अर्ध्या तासापुरतं पण त्याच्यापुढे ते नसतं.
हो. <chuckles> बिलकुल, बिलकुल, बिलकुल. हो, हो, हो. बिलकुल, बिलकुल. त्यानंतर मग मी विश्वास अ, ही संकल्पनाच बदलली त्या गोष्टीनंतर माझी. हां, <chuckles> आणि मी सहजासहजी आता कोणावरही विश्वास ठेवत नाही.
बरं. <chuckles> हां.